तुम्हाला काय वाटतं की जेव्हा ते असे असतात ना म्युझिक फेस्टिव्हल्स वगैरे होतात, एक लाईव्ह कॉन्सर्ट वगैरा होतो. या मग छोटे क्लबमध्ये शोज वगैरे होतात. तर त्या दोघांमध्ये काय वेगळं असतं?
हं, हं. अ, मला असं वाटतं की जे फेस्टिव्हल्स हे मोठ्या प्रमाणावर होतात आणि असे जास्त तिथे पब्लिक असते, तर ते असं एक अ, आपण म्हणतो ना, एक एन्जॉयमेंट म्हणून, असं आनंदी वाटण्यासाठी, असे ते जास्त असतात. आणि क्लब शो जे असतं, ते असं थोडंसं अ, वैयक्तिक किंवा जवळीक किंवा प्रयोगशील असे, संगीताचे जे अनुभव देतात, असं मला वाटतं.
हां. हां, वाह, वाह! नाही, मस्त. छान सांगितलं तुम्ही. का की क्लब शोज म्हणजे काय असतात ना, ते अ, म्युझिकही होऊ शकतात, आणि कॉमेडी शो वगैरे पण होऊ शकतात. तर त्यांच्यामध्ये एवढी ऑडियन्स नसते, तर एवढा हंगामा नसतो. ताकी वातावरण आणि ऊर्जा म्हणजे ना, ते मोठे फेस्टिव्हल झाले. तर माझा प्रश्न असा आहे, की ऊर्जा आणि वातावरणबाबत, तुम्ही मला सांगा मोठ्या फेस्टिव्हलमध्ये उत्स उत्स उत्सव असतो, विशाल फ्लो आणि छोट्या अ, क्लबामध्ये काय इंटिमेट, थोडेसे फारच लोकं असतात. आणि अ, असं वाटतं की अ, जवळचेच लोक आहे. तो अ, जो समोरचा आहे तो तुम्हाला टार्गेट करून बोलतोय. पण जेव्हा आपण यो मोठ्या लाईव्ह इव्हेंटमध्ये जातो, तर तुम्ही कुठे नसतात तिथे. तर तुम्हाला काय फरक जाणवतो त्याच्यामध्ये?
अ, हो, हो. हं, हं. हां. हो, हो. हो, हो. हं, हं. अ, कसं आहे की अ, जसं आपण म्हणू की समजा मोठा फेस्टिव्हल आहे समजा म्युझिकचा जर आहे, तर तिथे आपण म्हणतो ना की हजारोने लोकं असतात मी म्हणेन.
हो, हो.
आणि अगदी असं जे वातावरण असतं ना तिथलं, तर अ, कसं असतं की काही फ्युजन असतात, कधी आपलं अ, पारंपरिक पण असतात. आणि असं म्हणतात ना की तिथे अ, अ, कलर्स असे जे असतात ना, आपण असं म्हणतो की लोक येतात, तिथली जी लाइटिंग असते, तिथला जो असा मोठाच्या मोठा जो ग्रांज असतो ना हा फार मोठा असतो आणि तो ते वातावरण एक वेगळ्या प्रकारचं असतं जेव्हा एवढी लोक जमतात आणि सगळ्यांना ते असं त्याचा मोठा आनंद घ्यायचा असतो, म्हणजे असं असतं ना की बॉलिवूडचे फ्युजनचे डीजेचे सेट्स लावलेले असतात त्याच्यामध्ये अ, लोकांना खूप आवडत असतं असं.
हो. नाही नक्की आवडतं त्यांना तर.
आणि अ हां आणि मग आणि कसं असतं की स्टेडियम असतं किंवा कुठे-कुठे ओपन एअर ग्राउंड्स असतात, मैदान असतात आणि तिथे कसं आहे सगळ्या अ, आपण काय म्हणू शकतो एज ग्रुपची लोक असतात म्हणजे अ, ज्यांना ते असं आवडत असतं आणि असं आपण म्हणतो ना जास्त करून जी लाइटिंग असते आणि जे म्युझिक हे असतं ना, ते असं खूप अप्रतिम असतं. पण हे जेव्हा अ, छोटे, क्लब असतात ना, मग जसं तुम्ही म्हणालात की ते अ, मर्यादित असतात, म्हणजे आ, काही लोकच असतात, ज्यांना तो अ, म्हणजे जे पण असेल म्हणजे आता म्युझिक असेल किंवा मग शो कॉमेडी शो असेल आणि ते असं इंटिमेट असतं, म्हणजे असं तिथे कॅज्युअल असतात सगळे आणि अ, जसं तुम्ही म्हणालात की ते आपल्याशीच बोलतात असं असतं किंवा काही क्वेशन्स आपल्यालाच करतात किंवा संगीत असेल. तर आपल्याला ते थोडसं इन्व्हॉल्व पण करतात म्हणजे असं, हे असेल तर आणि अ, लाइव्ह बँड्स असतात ना, म्हणजे त्यांच्या इथे पण ते जास्त असतं हां, हां.
वाह, वाह! हां. हो. हां. हां हेच माझा, हाच प्रश्न आहे माझा की अ, जेव्हा प्रेक्षकांशी संवाद बदलतात ना, मतं माझ काय असतं जेव्हा तुम्ही म्हणाले की लाइव्ह इव्हेंटमध्ये ते मेन प पर्सन जो असतो त्याचा म्युझिक इव्हेंट आहे तो आपल्याकडे लक्ष नाही देत. आणि ह्याच्यामध्ये क्लबमध्ये जो शो असतो तो कधी-कधी तुम्हाला पण असं तुमच्याशी बोलतात. असं थोडाफार संवाद होतो. पण कधी-कधी असतं ना की आपण आपल्या जवळपासच्या लोकांशी बोलतो, तर क्लबमध्ये थेट अशा गप्पा गोष्टी सुरू होतात, की हां कसं, काय, की कमी लोक आहेत आणि तुम्ही जवळपास बसले तर सुरू होतात काही पण फेस्टिव्हलमध्ये काय असतं ना, की आपण कोणाशी बोलला तर एवढं अं, बोलता येत नाही मग आवाज पण जात नाही आपल्या जवळपास. तर तुमची काय रणनीती असते फेस्टिव्हलमध्ये कसं आपण बोल बोलायचं आणि काय अनुभव काय होतो तुमचा, एखादा फेस्टिव्हलमध्ये गेला असेल तर?
हं. हं, हं. हो, हो. हां, हां. हां, हां. बरोबर. हो, हो. अ, कसं आहे की अ, मी दोन्ही ठिकाणी गेलेली आहे, असं म्हणायला गेलं तर, अ, म्हणजे अ, हां, म्हणजे फेस्टिव्हल पण आणि आपले जे क्लब असतात, तर अ, त्याच्यात पण ट्रायल म्हणजे नाही का, की कसं वाटतं, काय अनुभव असतो? आणि अ, म्हणजे अनुभवासाठीच मी असं म्हणेल, तर तसं गेलेले आहे, मी दोन्ही याच्यामध्ये. तर अ, अ, पहिल्या ह्याच्यात जर मी म्हणायचं गेलं, तर अ, बघा आपल्या इथे हे आहे, म्हणजे म मुंबईमध्ये हे आपण मी म्हणते, ब्लू फ्रॉग म्हणून आहे. ब्लू फ्रॉगला गेलेलो होतो. आणि अ, तिथे संगीत, म्हणजे म्युझिकचं हे होतं. तर अ, मी कधी गेलेले नव्हते आणि असं अ, कधी असं एवढं, अशा मी या गोष्टी केलेल्या नव्हत्या. तर पहिल्यांदा जेव्हा मी गेले, तर तिथलं आता बघा कसं आहे, तो क्लब आहे, छोटा आहे, अ, लाईट्स जरा डिफरंट असते, फक्त पर्टिक्युलर लोकं असतात, जे ऐकायला तिथे आलेले असतात, आणि थोडंसं त्यांना आयडिया असते, की कोण आहे, काय आहे. बरीचशी लोक तर अशी असतात, की ते त्यांचं फेव्हरेट असतं ना. म्हणजे ते म्युझिक किंवा तो बँड किंवा अ, तो व्यक्ती, तर म्हणून पण ते आलेले असतात. आणि त्यांच्या ऑलरेडी चर्चा सुरू असतात. तिथे ते जेव्हा बसलेले असतात. तर माझ्यासाठी अ, ते जरा सगळं नवीनच होतं, पण अ, आता कसं आहे, मी माझ्या उत्सुकतेसाठी मी माझ्या फ्रेंड्ससोबत गेलेले होते. त्याच्यामुळे अ, मी बघतच होते म्हणजे, की काय चाललंय? काय आहे? तर म्हणजे मग मी असं म्हणेल, की तिथले जे असतं ना, अ, तिथे जाणं तुम्हाला खरंच त्याची आवड पाहिजे. म्हणजे असं जर तुम्हाला कॅज्युअल आवडत असेल आणि अ, तुम्हाला वाटतं की तुमचा जो पण कलाकार आहे त्याच्याशी बोललं पाहिजे, जवळून हे झालं पाहिजे किंवा आपण म्हणतो ना, की असं श शांततेत नाही म्हणणार मी पण कमी याच्यामध्ये, असं आरामात ऐकणं आणि ते फील करणं, या सगळ्या गोष्टी त्या क्लबमध्ये होत असतात. म्हणजे जसं तुम्ही विचारलं, की असं काय वेगळं हे असतं, तर ते फिलिंग ती तशी येत असते. छोट्या ह्याच्यामध्ये, तर ब्लू फ्रॉगमध्ये पण त्यावेळेस ते तसंच होतं म्हणजे आणि काय होतं माहितीये का ते खूप जवळ असतात ना असे, तर त्यांचं जी अ, एनर्जी असते, जे असं खूप हे वाटतं, तर ती एक फीलिंग वेगळी येते, की अरे वाह! छान चाललंय आणि जरा लाईव्ह आहे, असं जवळून बघायला मिळतं, तर अजून ते जरा वेगळं असतं आणि त्याच्यानंतर ते इंटरॅक्ट पण करत अ, तसं म्हणजे मी नाही केलं, मी फक्त ऐकलं. कारण बाकी खूपच इंटरेस्टेड होते जी लोकं जे माहिती होतं. ते खूप बोलत होते त्यांच्याशी. तर मी फक्त बघितलं असं म्हणजे हे केलं. आणि मग म्हणजे छान होता तो अनुभव, पण मी एवढंच म्हणेल, की ज्याला आवडतं ना, ते नक्कीच ही चॉईस करतात म्हणजे असं, मग ते असे मोठे फेस्टिव्हलला जात नाही जसं आणि असा जो फेस्टिव्हलची जर गोष्ट करायची तर सनबर्नचा कदाचित तुम्ही ऐकलं असेल.
वा! वाह! मज्जा आहे मग तुमची. <chuckles> हां. हां, हां, हां, हां. हां. अच्छा. हां. हां. अगदी. हां. हां. हां. वाह! मस्त. वाह, वाह! मस्त. हां, हां. हां, हां. हां. वाह, वाह! हो हो.
सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे मी, गोव्याला आम्ही गेलो होतो.
हां. अच्छा.
तर तो हां हां. तर तो तिथलाही मी बघितलेला आहे. मग तिथला तर, अरे बापरे! म्हणजे तो क्राउड, लाईट्स अ, म्हणजे त्यांच्याशी बोलणं तर सोडाच म्हणजे आपण शेजारच्याची जसं तुम्ही बोललात, शेजारच्याशी आपण बोलू शकत नाही. कारण अ, लोक असे तिथे हां आणि लोक तिथे ऑलरेडी इतके एनर्जेटिक असतात म्हणजे अ, समोर तो काय बो म्हणजे ते जे गाणी असतात, हे असतात.
वाह! <chuckles> हां. आवाजच जाणार नाही. <chuckles> त्याच्यामध्ये पण, त्याच्यामध्ये पण लक्ष नसतं त्यांचं मला असं वाटतंय. मस्त रमलेले असतात आपल्या ह्याच्यामध्येच.
हां म्हणजे अ हां आणि त्यांना पाहिजे तेव्हा ते असे ओरडतात, त्यांची इच्छा होते आणि कसं आहे, की तिथे काही असे नियम नसतात. असं काही अ, तुम्हाला छोट्या ह्याच्यामध्ये कसं आहे आपण थोडं व्यवस्थित बसतो, अ, आपलं खाणं किंवा पिणं असं सुरु असतं आणि असं थोडंसं आपण व्यवस्थित अ, एक आपण काय म्हणतो बिहेवियर असतं आपलं. इथे असं काहीही नव्हतं म्हणजे, लोक असे बिनधास्त आणि त्यात जर ते गोवा असेल तर मग अ, अगदी वेगळंच वातावरण असतं तिथलं आणि, आणि अ, जे लेटेस्टमध्ये, ट्रेंडमध्ये जे गाणं असेल, मग ते समजा डीजे असेल, तर ते तेवढं लागलं की बस म्हणजे तो आवाज त्या गाण्यापेक्षा जास्त आणि जर एखादा कोणी आर्टिस्ट असेल आणि मग त्याने एक वाक्य जरी म्हंटलं, तरी त्याचं पुढचं वाक्य काही ऐकायलाच नाही येणार, कारण हेच एवढे ओरडणार की म्हणजे हे कठीणच असतं ते. त्यामुळे अ, ज्यांना असं आवडतं म्हणजे अगदी लाउड आवडतं किंवा असा मोठा ग्रांज आवडतो किंवा अशी लाईट्स असं बघायला आवडतं, कलर्स आवडतात आणि असे म्हणतो ना, आपण एक मोठा कॅनव्हास कसा असतो ज्याला जे आवडतं. तर मग ती लोकं ते प्रिफर करतात. असं एक चॉईसची गोष्ट आहे, <chuckles> बाकी काय नाही.
<chuckles> अगदी, अगदी. हो, हो. हां. मग तर हो, हो. अगदी वेगळं वातावरण असतं. हां. मग, तर <chuckles> हो, अरे बाप रे! हं. हां, अगदी खरं म्हणालात तुम्ही हां, चॉईसवर डिपेंड करतं पूर्णपणे पणे की तुम्हाला काय आवडतं त्याच्याबद्दल? तर मला सांगा हां
आणि तुम्हाला काय आनंद कशातून घ्यायचाय, म्हणजे कोणता आनंद तुम्हाला आवडतो, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे अ हां म्हणजे तुमचं बरोबर.
अगदी खरं म्हणालात तुम्ही. आनंद तर आपल्याबरोबर निर्भर असतं ना की तुम्हाला कोणता शो आवडतो, या मग फेस्टिव्हल आहे, या मग तुम्हाला असं वाटतं की नाही तुम्हाला त्याच्यात जायचंय, अ, क्लब मध्ये जायचंय ते तुमच्यावर पूर्णपणे अ, निर्भर करून असतं की तुम्हाला कुठे जायचंय?
हां. हं. हेच. हां.
मला सांगा तांत्रिक अ, आणि मतलब जसं अ, म्युझिशियन असतात, त्यांची लॉजिस्टिक असते बाबतीत काय फरक पडतो? साउंड, लाईट, साउंडट्रॅक, साउंडट्रॅकचा अ, जो वेळ असतो बॅकलाईन, लोड इन अ, आउट यासारख्या गोष्टी तुम्हाला कशा हाताळतात? मग असं असतं ना की आपण तिथे इव्हेंटमध्येच तुम्ही म्हणता की तिथे तुम्ही ग गेले होते सनबर्नमध्ये. तर तिथे लोक एकमेकांशी नव्हतं बोलत तर तुम्हाला कसं असं असतं ना की कोणी तुम्हाला धक्का देणार आहे, त्यामुळे तिथलं साउंड खूप जास्त आहे, लाईट खूप जास्त आहे, साउंडचा जो वेळ आहे तो पण जास्त आहे. तर मग तुम्ही कसं त्याला सांभाळून घेतात?
हं. हं, हं. हां, हां. हो, हो. हं, हं. अ, सांभाळून म्हणजे कसं आहे की अ, म्हणजे पुन्हा तेच आलं आवड असते त्या गोष्टीची म्हणजे जर तुम्हाला त्या गोष्टींचा फरक पडत नाहीये. म्हणजे जर मला तेवढी पब्लिक त्याच्यात लागलेला धक्का किंवा ती चाललेली मस्ती आणि तो कर्कश आवाज मला जर हवा आहे ना, तर मग तिथे मॅनेज करायची गरज नाही पडत.
आ अगदी खरं मतलब तो आवाज मला हवाय
तिथे मग अ, तुम्ही अ, हां मला हवंय मी म्हणजे मी महत्वाची आहे, मला काय हवंय? तर मी जर तिथे गेली आहे आणि समजा, समजा मी जर पहिल्यांदा गेली आहे आणि जर मला नाही आवडलं तर नक्कीच मी जाणार नाही परत की नाही मला नाही जायचं अशा ठिकाणी.
हां. अगदी खरं म्हणाले हे तर हां असतं. का की कधी, कधी आपल्यालाही वाटतं की नाही जायचं बस पुरं झालं.
हां, आणि हां, प म्हणजे नाही आवडला मला तो शो किंवा क्लबमध्ये गेली अ, नाही आवडलं मला असं मला असं अ, मोठे फेस्टिव्हल्स आवडतात. मला असच अ, गर्दी आणि मग अ, स म्हणजे सनबर्न सारखंच आवडतं तर मग मी तिथे जाईल म्हणजे कसं आहे ना ते माझ्यावर आहे, मला जर असे आर्टिस्ट बघायचे असे कॉमेडियन्स किंवा कोणीही मला, माझं एंटरटेनमेंट, काय आहे आणि मला कुठे आनंद आहे. मला जर वाटतंय की असं छोट्याश्या ठिकाणी जाऊनच मी तिथे मला आनंद घ्यायचाय तर मी तिथे जाणार आणि जर उं, मी मला माहिती आहे की या सनबर्न मध्ये काय होतं किंवा फक्त ऐकलंय पण मी पहिल्यांदा गेली आणि मला फारच आवडलं. मग त्याच्यात काय फरक पडतोय धक्के लागतायेत तर मला तर एवढंच म्युझिक आवडतं ना त्याच्यात
हां. हां, हां, मग ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबित असतं की आपल्याला काय आवडतं आणि कसं करून घ्यायचंय.
हो, हो. मग ते म्युझिकपण जर लाउड आहे तर आवडत असंच
आणि आपण हां. वाह! मस्त! मतलब अ, असं म्हणू शकतो ना, की आपली आवड ज्याच्यामध्ये आहे, आपल्याला ज्याच्यामध्ये छान वाटतंय, ते आपण करून घ्यायचं. तर ते अजून छान होतं. खूप छान म्हणाला तुम्ही. तर मला एक गोष्ट सांगा, की करियर आणि पैशाबाबत आपण बघू, तर फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध आणि मोठे पब्लिक भेटतो, ठीक आहे? पण जो क्लब असतो, त्याच्यामध्ये कमाई अ, फॅन बेस कसा स्थिर होतो? तुम्हाला तुमचा दृष्टिकोन काय आहे, आणि कुठे जास्त उपयोगी वाटतं तुम्हाला?
हां. हं, हं. हं. अ, कसं आहे, अ, समजा मी जर दोन्ही गोष्टी जर बघितलेल्या आहे एक-एक वेळा, तर अ, मला वाटतं क्लबच्या याच्यामध्ये जेव्हा मी असं ऑब्झर्व्ह केलं, तर मला असं वाटलं की तिथल्या आर्टिस्टला, असं लिमिटेड मिळत असणार. कारण लोकं तेवढी लिमिटेड आहे आणि त्यांचे शोज किती होतात, असं मी ज्यावेळेस असं सहजच विचारलं तिथे, अ, की "हे किती वेळा येतात?" किंवा "यांचं कसं चालतं?" तर याच्यावरून मला असं वाटतं की जर ती छोटीशी गोष्ट आहे ना, तर मग अ, तेवढंच त्यांचं मी काय म्हणेन, त्याचं एक्सपोज ते तेवढेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि मग अ, ते असं असतं ना, की एक आवड असते बघा, की अ, कमी मिळालं तरी असं असेल, पण त्या अ, संगीतावर किंवा आपल्या कलेवर असं खूप प्रेम असतं. आणि मला अशाच पद्धतीने द्यायचं आहे. तर ते कसं होतं. आणि जर ते सनबर्नमध्ये आहे ते हं, हं.
हां. हां, हां, हां, हां, हां. हां, अगदी. वाह! हां, समजलं. हां. का की तिथे असं पण असतं ना, कधी क्लबमध्ये पण असत ना, की अगर मला फॅन बेसला पण को काही गोष्ट आवडली, तर मग ते स्वतःहूनही काही देतात त्या आर्टिस्टला वगैरे आणि जो त्यांना भेटतो, मतलब जे त्यांचे चार्जेस आहे ते पण भेटतो. पण तो पैसा लाईव्ह म्युझिक बरोबर, तर अरेंज जाणं खूप असं अवघडच असतं म्हणजे. आता आपलाही पैसा लागतो त्याच्यामध्ये खूप जास्त आणि अ, समोरच्याला तर खूपच जास्त भेटतो.
हं, हं. हां, हां. हो, हो. ते आहे पण अ, छोट्या क्लबमध्ये तर अ, कमीच होता म्हणजे मला असं वाटतं ज्यावेळेस मी गेली होती. अ, एवढं असं नव्हतं पण फेस्टिव्हलला फारच असतं ते म्हणजे ते मला एक एक्सपेन्सिव्ह असं वाटलं.
<coughs> अगदी. हां. हां. अगदी अम हां. आणि आत्ता दलजित दोसांचा इव्हेंट झाला होता म्युझिक फेस्टिव्हलचं म्हणायचं त्यांना काय दिल टू अ, दिलुमिनाटी असं काहीतरी होतं त्यांचा टूरचं नाव. ते 1 सीटची मतलब 1 ह्याची जागा टॉप वी-आय-पी बॉक्सची जागा 35000 होती. मग त्यांच्या तर भरपूर पैसा भेटतो ना त्याच्यामध्ये तर आणि हे म्युझिक शोज वगैरा छोटेसे क्लबमध्ये झाले तर ₹700 तर खूप फार मोठी गोष्ट असते. नाही खूप
हं, हं. हां, हां. ओ, अ, हं, हो. हां. खूप आणि खूप तफावत आहे म्हणजे याच्यामध्ये. तर मी म्हणते ते बिझनेस आणि हे ह्या गोष्टी अशा वेगवेगळ्या आहेत. शेवटी आर्टिस्टची पण चॉईस असते असं पण असतं ना.
हां. अगदी. अगदी खरं म्हणाले आहेत तुम्ही. तर तुम्ही खूप छान सांगितलं की फेस्टिव्हल आणि छोट्या क्लब श अ, मध्ये शोमध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतं ते तुम्ही खूप छानशी सांगून दिलं. तुमचे अनुभव शेअर केले. मग ते सनबर्न असो या मग छोटंसं अ, 1 मुंबईस्थित अ, क्लब असेल ज्याच्यामध्ये तुम्ही गेला आणि शो अटेंड केला. मला खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून खूप मज्जा आली आणि तुमचं मनापासून आभार जो तुम्ही ह्या अ, संवादाला मला मतलब एवढं काही सांगितलं ह्याच्याबद्दल धन्यवाद तुमचा खूप खूप.
हं. हं, हं. हो, हो. तुमचे पण धन्यवाद की तुम्ही एवढा सगळा संवाद ऐकला. नक्कीच तुमच्याशी हो पुन्हा बोलायला आवडेल मला.
<chuckles> मला पण खूप आवडेल तुमच्याशी बोलायला. खूप खूप धन्यवाद, धन्यवाद.
पुन्ह नक्कीच, नक्कीच. धन्यवाद, धन्यवाद.